अ, हां. मग आता ॲक्चुअली मग आता अ, हे पण तुम्ही म्हणू शकता की अ, घरी आई असते, बायको असते. तर अ, ही जी ही मंडळी जी कामं करतात घरी, 24 तास कामं करतात आपल्यासाठी. पण अ, आपण त त्यांना कधी थँक यू म्हणतो? असा सहज मला असा प्रश्न आला. पण म्हटलं, "अरे, आपण यांना पण थँक यू म्हंटलं पाहिजे की." मग मी ती सुरुवात केली हळू-हळू. अ, आईला थँक यू म्हणणं किंवा बायकोला थँक यू म्हणणं. आणि
हो, बरोबर. अच्छा. त्यांना सुरुवातीला काही डाउट नाही गेला का, की बाबा काय झालं बाबा? थँक यू म्हणतोय म्हणून किंवा मग आईला
हं. हां. असं काय आहे थँक यू? म्हणजे असं मी खूप अ, जोर लावून बोलत नव्हतो. पण त्यांना हे हा बदल लक्षातच आला ना, की लहानचा मोठा झाला, हा मला कधी थँक यू म्हटला नाही. पण झालं असं, की एक दिवस माझ्या बायकोची जरा तब्येत खराब होती आणि ती अ, बेडरूममध्ये झोपली होती. आणि मी कामावरून आलो आणि आई सोफ्यावर बसलेली होती आणि तिचं-तिचं काहीतरी टीव्हीवरती एक कार्यक्रम बघत होती. आणि मग मी घरात गेल्यानंतर मग अ, घरी पोहोचलो की जरा हात पायावरती पाणी घेतलं, की मग अ, बायको चहा आणते आणि मी चहा घेतो. असा तो एक नेहमीच एक रुटीन आहे तो. पण त्या दिवशी संध्याकाळी घरी गेलो, तर अ, बायकोची तब्येत ठीक नव्हती. मग ती बेडरूममध्ये होती. मग आपसूकच आई म्हणे की अ, उठली आई आणि तिने चहा म्हणजे मी अ, बाथरूममध्ये येऊन तिथे सोफ्यावर बसण्याच्या आधीच आईने चहा बनवून आणला.
अच्छा. अच्छा. नेहमीचा तुमचा नेहमीचा रुटीन समजा. हो. मग?
मला इतका आनंद झाला त्या गोष्टीचा. आणि मी आपसूकच म्हटलं, "थँक यू बरं का, ह्याची फार आवश्यकता होती." आणि आईच्या डोळ्यात आहे ना असं खळकन पाणीच आलं माहिती आहे का ते म्हणजे ऐकून. आणि अ, इमोशनल एकदम भावनिक झाले का असं अ, ख आपण एक्सप्रेस होत नाही ना हो. म्हणजे असतं असं आपल्या मनात असतं की आपण आहे ना थँक यू म्हणावं. खास करून आपल्या लोकांना आपण टेकन फॉर ग्रँटेडच घेतो. पण अ
<chuckles> हां. अरे बाप रे! हा, एकदम भावनिक झाल्या त्या. हो. बरोबर ना. नाही, आपण गप्प घरात तर कधीच बोलत नाही. आपल्या लोकांना तर कधीच बोलत नाही. ते
हं. कधीच बोलत नाहीये आणि असं, असं बोलला ना सवय नाही, सवय नाही. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. आणि मग ते ते फॉर्मल वाटायला लागतं ना मग. तर त्यामुळे मी म्हटल्यानंतर आईला एकदमच कसं तरी झालंय आणि तिने अगदी जवळ येऊन असं अ, मला असं मी बसलेलो होतो. आई उभी होती. आणि असं तिने अशी छातीशी असं माझं डोकं लावून घेतलं आणि अ, काही बोलली नाही तेव्हा. पण अ, त्या भावना कळाल्यात मला. काय तिला काय म्हणायचंय नेमकं. तर असा तो एक अ, खूप मोठा बदल आहे ना हा माझ्या आयुष्यातला. हं.
त्यांनाही सवय नाही की बाबा एकदम हां. अच्छा. सुंदर. एक फार सुंदर प्रसंग होता तो आयुष्यातला तुमच्या, की नाही खरंच
हो, हो. हां.